<chuckles> हां. अच्छा, अच्छा. नाही खरंच अ, खूप अ, छान प्रकारे तुम्ही तुमची जी भेट झालेली तो प्रवास जो होता अ, असं बोलतात ना, न विसरणारा तो प्रवास तुमचा होता. खरंच छान वाटलं ऐकून आणि नक्कीच तुमच्याशी आणखीन विषयावर चर्चा करायला आवडेल. तुमचे मनापासून आभार आणि खूप धन्यवाद.
हं. हां. नाही. खरं आहे की. <chuckles> नाही मला नाही मला पण म्हणजे जुन्या आठवणी माझ्या ताज्या झाल्या की म्हणजे माझा पहिला प्रवास जो कश्या पद्धतीचा होता? तो मला सुद्धा आठवण झाली आणि बोलून म्हणजे मला पण फार छान वाटलं. आणि नक्कीच आपण पुन्हा भेटूयात.
हं, हं. हं, हं, हं. नक्कीच, नक्कीच. धन्यवाद.
धन्यवाद.